अच्छा. तर अ, मला म्हणजे असा एखादा अनुभव सांगू शकाल का तुम्ही, की म्हणजे तुमच्याकडून अशी एखादी चूक झाली होती, तर तुम्ही म्हणजे अ, स्वतःला माफ केलो केलं होतं की नाही, तर असा एखादा अनुभव सांगू शकाल का?
हो, एकदा मी कॉलेजमध्ये असताना आम्ही स्कूल अ, हे कॉलेज क्लास ब्लन् बंक केला होता आणि आम्ही वॉशरूममध्ये गेलो होतो. तर त्यावेळी टीचर्स माझ्या मागेच होते ज्यांच्याबद्दल मी बोलत होते, की अ <chuckles> ही सर्वात माझी मोठी चूक होती आणि मी एक्नाउलेज नाही केलं कारण मी पाठी बघितलंच नाही की त्या शिक्षिका आहेत माझ्या मागे. आणि मी त्यांच्याबद्दल जे काही अ, रिएलिटी आहे ते बोलून गेले. जेव्हा मला कळलं, की त्या मागेच होत्या तेव्हा माझी रिएक्शन ही होती, की हे काय झालं की मला ॲट लिस्ट अ, सराउंडिंग ॲकले ॲक्नाउलेज करून बोलायला हवं होतं. असं नाही करायला पाहिजे होतं. तर मी नंतर दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांना माफी मागितली हो. दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांना माफी मागितली.
हां, हां. अरे बापरे! हां, हां, हां. बाप रे! हां, हां, हां. बाप रे! हां, हां. हो. म्हणजे फारच हां, हां. म्हणजे फारच असं तुम्हाला आश्चर्य, बसल्यासारखं झालं त्या गोष्टीचं मागे बघितल्यावरती.
नो. सरप्राईज नाही झाली मी, पण मी एक शॉक असतो ना, की यार ह्याची गोष्ट आहे ह्याच्या समोरच बोललो आपण. ते नाही करायला पाहिजे होतं.
हां, हां, हां. हां, हां, बरोबर.
तर ते मला जास्त अ, चुकीचं वाटलं आणि क शिक्षकांबद्दल खरं तर नाहीच बोललं पाहिजे. पण त्यादिवशी माहीत नाही काय झालं, पण मी बोलून गेले. तर मी नंतर त्यांना दुसऱ्या दिवशी जाऊन मो माफी मागितली. तर त्या बोलल्या, "ठीक आहे, नंतर नको करूस." हं.
हो बरोबर आहे. अच्छा. मग अ हां, हां, हां. मग तुमच्या म्हणजे अ, शिक्षिका ज्या होत्या ज्या तुमच्या टीचर होत्या, तर त्या म्हणजे तुम्हाला काही बोलल्या नाही का, की म्हणजे "तुम्ही असं का माझ्याबद्दल बोलताय" की असं का?
नाही, नाही. त्यांची रिएक्शन ही होती, की अ, ही अशी कशी बोलती आहे वॉशरूममध्ये येऊन माझ्याबद्दल. तर अ, मी त्यांना दुसऱ्या दिवशी जाऊन माफी मागितली, की असं नाही करायला पाहिजे होतं, पण ती रिएक्शन निघाली माझ्याकडून आणि त्यांना माहीत होतं, की ही एक अ, स्टुडंट म्हणून किती होनेस्ट मुलगी आहे. तर त्यांनी मला सांगितलं, की "ठीक आहे, आता केलंस पण नंतर नको करूस, आता माफ करते तुला मी."
हां. हां, हां, हां. <chuckles> हो, हो, हो.